आम्ही पाहतो की आमच्या कुटुंबामध्ये किंवा घरामध्ये खूप पाककृती असतात किंवा आईच्या आईपासून, ती पाककृती आ आलेली असते किंवा ती बनवत असते. तर आम्हाला असं वाटतं की ती पाककृती, पुढेही कशी नेता येईल बरं, पुढच्या पिढीलाही कशी देता येईल, याच्यासाठी काही सांगू शकता का?
हं, हं. हो, नक्कीच. अ, तर मला असं वाटतं की अ, ती पाककृती ना, कुठेतरी लिहून ठेवावी किंवा आता आजकाल अ, लिहिलेलं किती जतन केलं जाईल, याच्याबद्दल जर शंका असेल, तर अ, कुठल्यातरी, अ, अशा डिजिटल प्लॅटफॉर्मवरती, डिजिटलाइज करून ठेवावी किंवा टाईप करून कोणाला तरी द्यावी. आणि अ, अशी इत्तंभूत लिहून ठेवावी की छोटे-छोटे बारकावे, त्याच्यातल्या अ, छोट्या-छोट्या म्हणतो ना, आपण सीक्रेट अ, काही असतात की काही टिप्स असतात की हे केल्यावर, असं छान होईल, ते केल्यावर तसं छान होईल. जेणेकरून ती पिढ्यानपिढ्या जपली जाईल, ही रेसिपी.
हं, हं. अरे, वाह! हं, हं. हं, हं. हं, हं. अरे वाह! खूप सुंदर. आणि मग त्याच्यासाठी तुम्ही म्हणजे कशा प्रकारच्या अ, गोष्टी करता की म्हणजे काय लिहून-ठेवून म्हणजे लिहून वगैरे देता का?
हां, म्हणजे आता समजा मी अ, सासरी आहे आणि इथल्या बऱ्याच अशा रेसिपीज आहेत की अ, ज्या खूप सुंदर आहेत आणि पुढच्या-पुढच्या सगळ्या पिढींपर्यंत अ, पोहचायला हव्यात. तर मी असं एक अ, आता अर्थात आमचं एकत्र कुटुंब आहे म्हणून हे शक्य आहे की अं, प्रत्येकाची काही ना काहीतरी खासियत आहे आणि अ, त्या सगळ्या छान-छान खासियतीच्या रेसिपीज एकत्र येऊन अ, असं रुचकर स्वयंपाक होतो. <chuckles> तर अ
हं, हं. हं, हं. हं, हं. बरोबर. हो. अरे वाह! खूप सुंदर.
तर मी प्रत्येकाला पकडेन, माझ्या सासूबाईंना पकडेन, माझ्या आते-सासूबाईंना पकडेन, मी माझ्या काकू-सासूबाईला पकडेन आणि प्रत्येकाला विचारेन की तुमची 1 खास रेसिपी मला सांगा आणि तशी अं, मी त्यांच्याकडनं ते सांगतील आणि मी टाईप करेन पट-पट-पट-पट आणि मग अ, ती अशी जतन करून ठेवेन की, हां हे माझ्याकडे राहिलं पाहिजे, हे असं एक एक्सरसाइज जर समजा, प्रत्येक घरात आपल्याला करता आला, ह्या सगळ्या रेसिपी जतन करून ठेवण्यासाठी कुठेतरी टाईप करून ठेवाव्यात. कारण कसं असतं की अं, आपण आपल्या स्मरणशक्तीवर किती विश्वास ठेवायचा? हेही अ, म्हणजे हा प्रश्न आहे आजकालच्या जमान्यात. कारण डिजिटलायझेशनमुळे ऑलरेडी स्मरणशक्तीचे असे अधवा-तधवा झालेली आपली स्मरणशक्ती की मोबाईल नंबरसुद्धा आपण सेव्ह करतो. त्यामुळे कोणाचे पाठ नसतात. त्याच्यानंतर अ, रस्ता समजत नसल्यामुळे Google मॅपवर आपण डिपेंड असतो. रक म्हणजे पाठ करायची गरज नाहीये रस्ते कारण आपल्याकडे आहे, ज्याच्यावर आपण पूर्णपणे अवलंबून राहू शकतो. आणि त्याच्यानंतर अ, कोणतंही गाणं पाठ करण्याची गरज नाहीये, लगेचच अव्हेलेबल होतात गाणी. तर या अशा सगळ्या गोष्टी आल्यामुळे स्मरणशक्ती कितपत राहील आपली शेवटपर्यंत, याचा भरोसा नाही. आणि अ, सगळ्याच बिझी स्केड्यूलमुळे झोप धड नाही. ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या स्मरणशक्तीवर फार परिणाम होतो, असं मला वाटतं. त्याच्यामुळे अ, लक्षात असलेल्या रेसिपी आणि लिहून ठेवलेल्या रेसिपी ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि, मला खरंच माझ्या पुढच्या पिढीला ह्या सगळ्या रेसिपीज द्यायच्या असतील, तर मी नक्की लिहून ठेवेन म्हणजे आता <chuckles> उद्या जाऊन माझी सून येईल ज्यावेळेला त्यावेळेला अ, ती माझं कितपत ऐकून घेईल किंवा तिला माझं ऐकायला किती वेळ असेल? हाही मला प्रश्न आहे. त्यामुळे मी सरळ ते पुस्तक देईन आणि तिला सांगेन की बाई, हे बघ ह्या आपल्या पारंपारिक रेसिपीज आहेत. तर, अट्टाहास नाही की तुला जमलंच पाहिजे आणि तू केल्याच पाहिजेत. पण ज्यावेळेला ह्यातला एखादा पदार्थ करायला घेशील तर याची मदत होईल तुला.
<chuckles> हं, हं. हं. अच्छा. ओके. केली. हं, हं. हं, हं. बरोबर. हं, हं. अगदी बरोबर. हो, हो. हो, हो, हो. याचा भरोसा नाही. <chuckles> हो. हो. हो, हो. हं, हं. हं. <chuckles> हो, हो. हो, हो. हं, हं. हो, अगदी.
की अ, कसं बनवायचं, काय करायचं? तर "ठेवून घे बाई हे पुस्तक," <chuckles> असं सांगेन मी तिला.
हं, हं. अरे रे! खूपच सुंदर. <chuckles> परंतु तुम्हाला असा प्रश्न नाही पडत का, जर लिहिलेल्या गोष्टीमुळं ती जुनीच अ, पद्धत व्यवस्थित प्रकारे पुढे मांडता येते का? कारण, की कधी-कधी, अ, म्हणजे मला नाही वाटत का त्या जे लिहून ठेवलं त्याचप्रमाणे कोणी लोकं व्यवस्थित तसंच बनू शकतं, कारण, की त्याला म्हणजे रिअल एक्सपिरियन्सच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? हं, हं.
हं. हो, नाही ना अर्थात म्हणजे हो, हो, हो. नक्कीच, नक्कीच. नाही हे तुम्ही अगदी बरोबर म्हणालात. म्हणजे नुसतं लिहून देऊन काही होणार नाही, खरं तर. म्हणजे आता मी, माझंच उदाहरण घ्यायचं झालं तर मला असं कोणी दिलं असतं, तर मी मला काही समजलंच नसतं, आता. अ, अ, आमच्याकडे असा एक पदार्थ आहे, की ज्याला शेंगुळे म्हणतो, आपण कुळथाचे.
हं, हं. हो. हो.
तर त्याची सगळी रेसिपी जरी अ, मला लिहून दिली, तरी मला असं काही अ, करताना समजणार नाही. म्हणजे आत्ताही YouTubeवर ज्या काही रेसिपीज असतात, त्या आपल्याला डोळ्याने दिसतात, की ते काय-काय करताय मग आपण त्याचं साहित्य बघायला जातो. तर अ, अर्थातच, आधी अ, ते करून बघितलं पाहिजे किंवा कोणीतरी करताना, आपण बघितलं पाहिजे किंवा आपण करताना आपल्या बाजूला कोणीतरी असलं पाहिजे. तर मी नेहमी करताना, जेव्हा अशा पारंपरिक गोष्टी करते, त्यावेळेला मी नेहमी कोणाला तरी बाजूला उभं करते, माझ्या सासूबाई असतील किंवा <chuckles> कोणीतरी जे एक्सपर्ट आहे, त्या रेसिपीजमधलं त्यांना मी उभं करते आणि छोट्या-छोट्या गोष्टी विचारते, की "किती तेल घालू? मग मोहरी एवढीच घालायची का? हळद एवढीच घालायची का?" असं. आणि मग मी त्या रेसिपीज करते. अ, मग अर्थात मी लिहून ठेवेन त्या, असं.
हो. हो. हं. हं, हं. <chuckles> अरे वाह! हं, हं. अरे वाह! खूप छान! खूप छान, तर मला हे सांगा ना, घरच्या पाककृती ज्या आहेत, आपण त्या गुपित आणि किंवा छोट्या त्रिकोणात कशा हस्तांतरित करता? तुम्ही तर असं सांगितलेलंच आहे, की तुम्ही सांगणार त्यांना, तर मग अशी काही पाककृती तुम्ही बनवली का, ते म्हणजे जवळच राहून आणि त्यांना विचारून केलेली आहे?
हं. हो, म्हणजे आमच्याकडे ना एक अ, अ, मसाल्याची खिचडी केली जाते. आणि ती अ, असं आहे की माझ्या सासूबाईंनाच खूप सुंदर जमते. आणि त्यांच्यासारखी कोणीही कितीही प्रयत्न केला तरी काही होत नाही. आणि मग मी म्हटलं की आता शिकायला हवी, मला बरीच वर्षे झाली, म्हणजे मला पण यायला हवं ही, खिचडी पारंपरिक आहे आणि ती. <chuckles> म्हणजे माझ्या आजी सासूबाई करायच्या आणि आता माझ्या सासूबाई करतात, असं.
हं, हं. अच्छा. अरे वाह! <chuckles> हं, हं. हो, हो. हो, हो. हो. अगदी बरोबर.
तर मी त्यांना म्हटलं, की "शिकवा ना मला." मग बऱ्याचदा मी त्यांना बघितलं होतं करताना, पण तरी काही मला जमेना. मग अ, मी त्यांना म्हटलं, की "राहा ना माझ्या बाजूला आणि मला शिकवा, तुम्ही कसं काय-काय करता." आणि त्यांनी खूप छान मोकळ्या मनाने मला शिकवली. मग त्यांनी मला सांगितलं, की "चल कुकर ठेव," मग काय, "एवढंच तेल घाल." मग सगळे अंदाज दिले, की एवढा तळ बुडाला पाहिजे, एवढं तेल पाहिजे, ह्या खिचडीला. मग त्याच्यानंतर अ, "मोहरी घाल आता." मग अ, "बघ, ही मोहरी अशी तडतडली पाहिजे, अशी तेलात ती उडाली पाहिजे आणि असा आवाज आला पाहिजे, तडतडतड, त्याच्याशिवाय पुढे नाही जायचं. मग आता तडतडली का? बघ, आवाज आला का? बघ, ती बघते तिथले दोनच दाणे उडालेत, म्हणजे सगळी नाही तडतडली आहे, जरा थांब वगैरे," असं. <chuckles> मग, "हां, आता सगळी तडतडली, चल आता कढीपत्ता घाल." मग मी कढीपत्ता घातला, मग म्हणे, "चल आता टोमॅटो घाल." मग मी टोमॅटो घातले. मग अ, हां, कढीपत्त्याला पण त्यांनी मला सांगितलं, की "तो पांढरा झालेला दिसतोय का? नाहीतर तो असा होईल की, तो त्याच खिचडीतला काढून परत दुसऱ्या दिवशी फोडणी घालावा लागेल तोच कढीपत्ता."
हं, हं. हं. <chuckles> हो. <laughs> हं, हं. <laughs> <laughs> हं. हं. हो. किती छान. हं. हं, हं. हं, हं. हं, हं. <chuckles>
तर असं नाही करायचं, त्याचा स्वाद त्याच्यात उतरायला हवा असेल, तर तो पांढरा झालेला दिसला पाहिजे. अ, तर मग, बघ बरं तसं झालंय का? मग अच्छा झालंय, मग ठीक आहे, चल आता पुढे टोमॅटो घाल. मग अशा छोट्या-छोट्या, छोट्या-छोट्या बारकाव्यांनी बाबा एकदाची, आम्ही ती खिचडी केली. आणि मग, मला समजलं की पाण्याचा अंदाज कसा असला पाहिजे त्यात, गोडा मसाल्याचा अंदाज किती असला पाहिजे? हळद, हिंग, गूळ, कोकम ह्या सगळ्या गोष्टी, कशा योग्य प्रमाणात त्याच्यात गेल्या पाहिजेत? आणि आता थोडीफार, म्हणजे त्यांच्या इतकी सुंदर नाही, पण थोडीफार जमते मला ते खिचडी करायला. <chuckles>
अच्छा. अगदी, बरोबर. हं. हं. हं. अरे, वाह! खूप सुंदर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो तडकाच मला असं वाटलं की तो शिकवण्यासाठी तुम्हाला अ, त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं आणि म्हणजे तेच महत्त्वाचं असतं, कारण की त्याच्यामुळेच अ, भाजीला स्वाद किंवा येतो. तर अ, आधुनिक काळामध्ये आम्ही पाहतो की फूड लायसन्स आणि अ, भरपूर अ, झटपट जीवनशैली झालेली आहे. अ, म्हणजे फास्टफूडचं अ,, प्रमाण जास्त वाढलेलं आहे. तर हे, जुने पाककृती आणि नवीन पाककृती याच्यामध्ये कसे नियम आपल्याला साधता येईन किंवा पाळता येईन बरं?
हो, हो. हं. हो. हं. हं, हं. हं. बरोबर. मला वाटतं अ, दोन्हीची सांगड असावी. की अ, म्हणजे आता समजा अगदीच बाहेरचं न खाल्ल्याशिवाय काय कोणताही माणूस राहू नाही शकत. तर तीही चव आपल्याला कळली पाहिजे, कारण आपलं अ, पोट त्या पद्धतीने तयार झालं पाहिजे, की त्याला काही पचवता आलं पाहिजे.
हो. अगदी बरोबर. हो.
त्यामुळे अ, ब फक्त घरचंच, घरचंच, घरचंच. तर आपण हे असे थोडेसे छोटेसे नियम असले पाहिजेत, की अ, महिन्यातनं एकदा. किंवा 2 महिन्यातनं अ, शनिवार, रविवारी, 2 शनिवार रविवार, असे काहीतरी नियम असले पाहिजेत, की एकत्र बाहेर जाणं किंवा कधीतरी कंटाळा येतो, तर कधीतरी बाहेरचं मागवणं. असे काहीतरी नियम असतील, तर मग या दोघांची सांगड राखली जाईल किंवा घातली जाईल, असं मला वाटतं.
हं, हं. हं, हं. अरे वाह! खूप सुंदर. खूप छान बोललात तुम्ही, की जेव्हा तुम्ही पाककृती शिकवता, तेव्हा कुठले प्रसंग तुम्हाला आठवता? की उत्सव अ, आहेत किंवा घरामधले छोटे प्रसंग किंवा छोटा एक कार्यक्रम. आणि कोणी विरोध करतो का तुम्हाला? किंवा काही बदल सुचवतो का? हे असं कर, ते तसं कर. ज्यावेळेस अ, हे घरामध्ये उत्सव वगैरे असतात त्यावेळेस? हं, हं.
हं. हो म्हणजे हं, हं, हं. विरोध नाही करत पण. माझ्यामागे एकच हे असते की मोहरी तडतडल्याशिवाय पुढे जाऊ नकोस. <chuckles>
हं, हं. <laughs>
की ती मोहरी छान तडतडली पाहिजे, तर पदार्थाला चव येते. मग अ, आणखीन असतं की लसूण अ, होऊ देत, लसूण कच्चा लागतो तुझा स्वयंपाकात. तर जरा लसूण व्यवस्थित म्हणजे विरोध नाही होत कधी. पण अशा छोट्या-छोट्या टिप्स नक्कीच दिल्या जातात की त्या मी लक्षात ठेवून मग करते. <chuckles>
हो, हो. हं, हं. हो. हं, हं. अरे वाह! खूप छान. आणि खूप छान वाटलं मला तुमच्याशी बोलून, की तुम्ही जे सांगितलत की घरातल्या जुन्या पाककृती कशा पद्धतीने पुढच्या पुढीला देता येईल, याविषयी. आणि मला ते तड ते काय तडतडणं अजूनही अ, म्हणजे ऐकू येतंय. <chuckles> आणि खरंच तुमच्या या सर्व संभाषणाला अगदी तडकाच भेटलेला आहे. असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं त्याच्याबद्दल.
<laughs> म मला ही खूप छान वाटलं. तुमचंही खूप धन्यवाद.